ओके, ओके.
फक्त शिजवलेले असतात. ते भिजव म्हणजे रात्रीभर भिजत घातलेले असतात. त्याला भिजवून
वॉव! इंटरेस्टिंग मस्त काहीतरी वेगळं म्हणजे नैवेद्याचा ऐकते आहे मी. छान वाटतंय मलाभी ऐकून खरं.
हो, हो आणि त्याला भिजवलेलं असताना सकाळी त्याला फक्त 1 कुकरची शिट्टी घेऊन घ्यायची, शिजवून घ्यायचं मस्त पूर्ण शिजलेले असले पाहिजेत ते आणि थोडंसं मीठ घातलेलं असतं आपण शिजवतानाच. त्यामुळे त्याच्यातनं एक अ, मस्त खारटपणा आलेला असतो.
हं. हां. हां. म्हणजे ते अ, घुगऱ्या टाइप का? घुगऱ्या असतात त्या म्हणजे बारशात वगैरे देतात त्या घुगऱ्या, त्याच का?
अ ओ, म अ, मला नाही माहिती हे घुगरा प्रकार. <chuckles> त्यामुळे
<chuckles> ओके, हां, म्हणजे सिमिलर टु दॅट असेल, ओके.
हां, मी म्हटले ना की शब्द वेगळे असू शकतात. <laughs>
हां, म्हणजे बारशात वगैरे इथे महाराष्ट्रात देतात. म्हणजे घुगऱ्या द्यायच्या असं म्हणतात त्याला अ, आणि हां, मग सणाचं जेवण अ, बनव बनवताना परंपरा, आधुनिकता यांच्यात तुम्ही म्हणजे कसा नेमका समतोल ठेवता?
हो. हो का? आता ही परंपरा आहे. काही जणांना आजकाल आता आता खूप म्हणजे असं फॉरवर्ड होत गेल्यावर त्यांना ह्या गोष्टी खूप बोरिंग वाटतात की काय एवढं? सकाळी उठून हे सगळं करायचं, एवढ्या पावित्र्यात करायचं, नॉर्मल ही काही लोकं पुरणपोळी करून ते साजरा करून घेतात. पण आता कसं आहे
हं. ओके. मग अ, सोह सोहळं वगैरे पण पाळता का मग तुम्ही?
हो, सोहळं असतं याच्यात आणि अ, म्हणजे इव्हन आपण म्हणतो ना की जेवणानंतर एकाच भांड्यात सगळे हात धुतात. असं ते अन्न बाहेरही नको जायला. म्हणजे म्हणतो ना, की ड्रेन वगैरे नालीत वगैरे तसं नाही जावायला पाहिजे. म्हणजे ते लगेच मग हो, देवीचा प्रसाद म्हटला जातो तो.
ओ. हां, वाया नाही जायला पाहिजे. हां, मग ते धुवून ते मग तुम्ही मग ते दे अ, झाडाला वगैरे घालता का पाणी? काय करता त्या पाण्याचं मग?
हो, ते पाणी झाडालाच घालतो. म्हणजे ते देवीचा प्रसाद म्हणूनच ठेवतो आम्ही की ते अन्न थोडंही प्रमाणात कणभरही नको वाया जायला आणि एक अ, खासियत अशी असते ह्या जेवणाचा ताट जो वाढतो आपण जे देवीला नैवेद्य देतो, ते नैवेद्य दाखवल्यानंतर अ, आधी दिवा म्हणजे प्रज्वलित केला जातो. तो दिवा अखंड चालायला पाहिजे असं म्हणजे ते प्रथाच आहे ती एक.
वाह! हां. अ, नवरात्रात अ, 9 दिवस दिवा चालूच असतो ना जनरली की पहिल्या
हो, पण हे म्हणजे हे आमचं असं असतं की त्या दिवशी नाही झालं म्हणजे 9 दिवसातनं तुमचं काही चूक वगैरे पण झाली. पण ह्या 10व्या दिवशी जे म्हणतो ना, ते सगळं असं व्यवस्थित व्हायला हवं. त्यामुळे ते एक अ, संस्कृती म्हणतो ना की ती जोपासली जाते.
हां. हां, मग धुवून त्यात मग अ, ते खंडेनवमी वगैरे असतं ते पण सेलिब्रेट करतात का मग तुमच्याकडे? त्याच्यामध्ये काही नैवे आणि वेगळा नैवेद्य असतो? खंडेनवमी असते म्हणजे शस्त्रपूजा असते हां, नाही, हां.
अ नाही, नाही. तसं नाही, तसं नाही होत फक्त हे दशमीचं खूप महत्त्व आहे आमच्या इथे आणि त्या दिवशी म्हणजे दसऱ्याचंच म्हणजे तो सणही साजरा होऊन जातो आणि हे देवीचं एक महत्त्व असतं त्यामुळे तेही होऊन जातं.
ओके. त्यामुळे, हां, बरोबर.
तर अ, म्हणजे सणातलं जे जेवण असतं ना, ते घरातील प्रत्येक सदस्याला असं एकत्र बसवणार आणि सुंदर एक कारण असतं ते की अरे देवीचं आहे बरं का चुकवायचं नाही <laughs> त्यामुळे
पांतो. हो, हो. <chuckles> हां, मग एखादा पदार्थ असा आहे का, की जो सणासोबत भावनिकरित्या जोडलेला आहे आणि असेल तर का?
हां.